अगदी बरोबर! आणि केवळ असंही होतं ना, ऑटो डाउनलोडला असतं, तर ते डाउनलोड पण झाले. आपण एखाद वेळी ग्रुप ओपन करून ते स्क्रोल करून देतो की चल काही अर्जंट मेसेज असेल त्याच्याखाली, तर तो वाचून सोडून देतो. ते आपण रिप्लाय करणं राहूनच जातं. असंही होऊ शकतं, पण मग
हो ना. आणि या टेक्निकल दुनियेचा हाच प्रॉब्लेम आहे ना, की हँग होतात मोबाईल, रिस्टार्ट करतो आणि तो मेसेज कधी-कधी पोहचलेलाही नसतो, समोरच्या पर्यंत.
हो ना. हो. अगदी बरोबर. मग ते अ, म्हणजे असं होऊन जातं की काही रिस्पॉन्सच नाही केला यार, मी एवढं टाकलं आणि. पण मग अशा वेळी शिफारस करण्यासाठी मग तुम्ही टेक्स्ट वापरणार की व्हिडिओ कॉल? कसलं म्हणजे कोणता माध्यम वापरणार की हे सगळं सुरळीत होईल पहिल्यासारखं?
हो. अ, मला वाटतं टेक्स्ट अ, सोपं आहे. पण माझ्यासाठीना व्हॉइस मेसेज पाठवणं खूप सोपं जातं. आणि त्या बाबतीत मी म्हणजे आता बराच 80 वर्षांचा झालोय असं म्हणेन. टाइप करत बसायला जरासं अवघड होतं. कंटाळा येतो आणि मी आता जर गाडी ड्राइव्ह करत असेल आणि साइडला मोबाईल ठेवला असेल, तर पटकन एक 30 सेकंदांचा सिग्नल जेव्हा लागलेला असतो लाल, तेव्हा पटकन मोबाईल उचलून काहीतरी व्हॉइस रेकॉर्ड करून आईला किंवा बहिणीला काही महत्त्वाचं सांगायचं असेल, तर मग सांगून द्यायला खूप सोपं वाटतं आणि अख्खं ते सगळे शब्द लिहित बसायची गरज नाही पडत. तो टोनही बरोबर वापरला जातो आणि अखंड वाक्य बोललं जातं आणि त्या मूडमध्ये बोललं जातं. म्हणजे काहीतरी थोडंसं रागावून सांगायचं असेल. हां आईला काही सांगायचं असेल की अ, "आज भात जळालेला होता, मी खाल्ला तेव्हा तू नव्हती." असं तर तो टोन पोहचतो व्यवस्थित. तेच जर मी लिहिलं की आज भात जळालेला होता. तर ते खूप सभ्य वाटतं ना.
अरे वाह! फारच छान. <laughs> कंटाळा. अच्छा. <chuckles> हो. हां, हां. हो. हां. हो. अगदी छान. हो. हो. भावना निघतात त्या. हां भावना पण ते <laughs> अच्छा.